आजच्या काळात स्क्रीन सगळ्यांनाच दिवसाचा मोठा भाग घेऊन टाकतात आणि सततच्या नोटिफिकेशन्स, अपडेट्स आणि ऑनलाईन गोंगाटात अ, सगळेजण स्वतःला कुठेतरी हरवून बसतात. तर अशावेळी डिजिटल डिटॉक्स कशाप्रकारे अ, करायचा आणि तुम्ही कसं करता?
अ, मला आहे ना, मोबाईलची खूप सवय होती. म्हणजे दिवस-रात्र माझ्या हातात मोबाईलच असायचा. त्या माझ्या मा त्यामुळे ना, मला माझ्या झोपेवर परिणाम व्हायला लागला. सगळी अशी डार्क सर्कल, म्हणजे झोप न झाल्यामुळे कसं तणाव होतं, असं चिडचिड व्हायची आणि त्यामुळे मी सारखं मोबाईल घेऊन बसायची. रील्स स्क्रोल करणं किंवा मैत्रिणीशी गप्पा मारणं. मग असंच मला आहे ना खूप असं मोबाईल वापरल्यामुळे माझं एक दिवशी एवढं प्रचंड डोकं दुखायला लागलं. तर अ, मी अ, डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर मला म्हणले की अ, सगळं ओके म्हणजे तुला च चष्मा वगैरे नाही लागला, काहीच नाही लागलं. तर अ, सगळं चेकिंग वगैरे केलं. तर ते म्हणले, कशामुळे होत असेल? तर म मला म्हणले, तू मोबाईल वापरते का? हो म्हणलं, मी खूप प्रमाणात अ, मोबाईल वापरते. तर डॉक्टर मला म्हणले, डॉक्टर म्हणाले की "तुला अ, मोबाईलचा वापर जरा कमी करावा लागेल. नाहीतर नाही का? तुझं हे डोक्याचा जो त्रास आहे तो तसाच राहणार."
अच्छा. हो, हो. अच्छा. हां. हो, हो. अच्छा. मग काय म्हणाला डॉक्टर? अच्छा, मग तुम्ही त्यानंतर मग कधी ठरवलं, की अ, डिजिटल डिटॉक्स करण्याचा निर्णय घ्यायचा म्हणून?
हां. मग, मग घरी आल्यावर ना, मला आई खूप ओरडली. आई-वडील की नाही का, तू खूप प्रमाणात मोबाईल वापरते जरा कमी कर. तर आता मोबाईल तर कमी करायचं आहे, वापरणं. तर आता काय करावं म्हणून मी आता डिजिटल डिटॉक्स कसं करावं? त्यासाठी मग मी थोडंसं माझ्या स्वतःमध्ये चेंज केलं, की अ, सकाळी कसं मला सवय होती, की सकाळी उठलं ना, 7:00 वाजता, की पहिले मोबाईल घेऊन बसायचं 1-2 तास आणि हां, व्यायाम नाही करायचं, काही नाही करायचं. मग मी स्वतःमध्ये असा बदल केला, की सकाळी उठल्यानंतर पहिले मस्त प्राणायाम करायचं
अच्छा. हां, हां. काय चेंज केलं? अच्छा! हो, प्राणायाम.
हां, हां, प्राणायाम करायचं, सूर्यनमस्कार करायचे, म्हणजे त्यामध्ये व्यायाम करण्यामध्ये माझा 1 तास असाच निघून जायचा. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि मला पण असं म्हणजे नाश्ता करतानासुद्धा मला मोबाईलची सवय होती. हां. तर मी ती मोबाईलची सवय तोडण्यासाठी अ, मला गाणे ऐकायला खूप आवडतात ना, तर मी मोबाईलच्या ऐवजी ना, मग रेडिओ वापरायला लागले, की म्हणजे रेडिओ कसं देवाची गाणे देवाची गाणे वगैरे त्यानुसार, म्हणजे ऐकलं तर चालतं, बघायचं नसतं ना. <chuckles> मग अ, देवाचे चांगले डेव्हेशनल सॉन्ग वगैरे मी ऐकायला लागले. आणि अ, त्यानंतर पण कंटिन्यू अ, आपण जातो ना, ट्रॅव्हलिंग करतो वगैरे तर कंटिन्यू माझा आहे ना, मोबाईल, मोबाईलच हात असा हातात असायचा. आणि त्या <exhales> हां. आधी अ, खूप म्हणजे खूप प्रमाणात मोबाईल वापरायचे मी. मग त्यासाठी मी थोडंसं त्याचे जे नोटिफिकेशन असतात ना, ते मी ऑफ केले. कारण की ते नोटिफिकेशन मला दिसलेच नाहीतर, मी त्या पेजवर जाणारच नाही.
अच्छा. अच्छा! मग काय केलं त्याला? अरे, वाह! अ, हो. हो. अच्छा, आधी. हां, हां. हो नक्कीच.
हे सगळं करण्यासाठी मला जरा खूप त्रास झाला, की सुरव
कसा त्रास झाला मग?
म्हणजे नाही का असं कंटिन्यू मोबाईलची जी सवय असते ती लगेच तुटत नाही. म्हणजे सुरुवात सुरुवातीला मी जे व्यायाम करत होते ते थोडासा मला कंटाळावाना वाटायचा. तर मग मी काय केलं माझ्या मैत्रिणींना म्हणलं की तुम्हाला नाहीका पाट माझ्यासोबत जरा हे कर सोबत आपण एकत्र व्यायाम करत जाऊ. मग ती मला जरा नाही का कंपनी द्यायची. तर मग हां मैत्रीण मग आम्ही दोघं कसं गप्पा वगैरे मारत एक्सरसाइज करायचो. त्यामुळे तिथं माझा मोबाईलला ब्रेक बसला. आणि अ, रविवारच्या दिवशी पण मग काय करतो आम्ही अ, पूर्ण फॅमिलीला आम्ही डिजिटल डिटॉक्स देतो. त्याचं फॅमिलीला डिटॉक्स देतो. त्या दिवशी असं ठरवलंय सगळ्यांना सुट्टी असते.
हो. अच्छा. अच्छा मैत्रीण? अरे वाह! फॅमिलीला पूर्ण? कसं काय? हां, हां.
मस्त सकाळी उठायचं, फ्रेश वगैरे व्हायचं आणि एखादा ठिकाण सुचवायचा सगळ्यांनी. आणि त्या ठिकाणी जायचं आणि त्या दिवशी मोबाईलला कोणी हात नाही लावायचा. जो मोबाईलला हात लावेल त्याला घरातली सगळी कामं करायला लागेल.
हो. अच्छा. अरे वाह! खूप चांगला आयडिया आहे हे.
म्हणजे त्यादिवशी मम्मीला आराम.
मग ते फिरायला गेलं तर फोटो वगैरे काढायची इच्छा नाही होत का?
अ, हा आमच्याकडे कॅमेरा होता ना मग आम्ही कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायचो. मोबाईलमध्ये शक्यतो बंदच असायचा, फक्त इमर्जन्सी काय असेल तरच वापरायचो. असं कंटिन्यू नाही का अ, कंटिन्यू नाही वापरायचो. कारण की जरा निसर्ग पण बघायला पाहिजे. बाहेर गेलं, की बाहेरचं वातावरण, बाहेरची लोकं, बाहेर ज्या ठिकाणावर गेलोय ते ठिकाण आपल्याला पाहायला पाहिजे ना? त्यासाठी आम्ही मग तो रविवारचा मोबाईल ब्रेक ठेवला. त्याला डिजिटल रविवार असं आम्ही त्याचं नाव दिलं. डिजिटल डिटॉक्स रविवार!
हो, कॅमेऱ्यात. हां, हां, हां. अरे वाह! नक्कीच. हो, नक्कीच. हां, हां. अच्छा, डिजिटल डिटॉक्स. रविवार. म्हणजे तुम्ही त्याला असं पण म्हणू शकता डी-डी रविवार या डी-डी संडे.
डी-डी रविवार हां चांगली आयडिया दिली तुम्ही तशी मला. <chuckles> मग त्यादिवशी मग पूर्ण वेळ, आम्ही शक्यतो मोबाईल नाही बघायचो. आणि थोडंसं मधी-कधी काय इमर्जन्सी, कोणाला कॉल अर्जंट असेल, तरच तो मोबाईल वापरायचा. जर वापरला, तर मग घरी येऊन दुसऱ्या दिवशी सगळी कामं त्यानी करायची हां. मग सगळे घाबरून कोणच मोबाईलला हात लावायचा नाही. आणि अ, मेन म्हणजे ते बंद करण्यासाठी दुसरा माझा एक ऑप्शन
हां, नक्कीच. हो. अच्छा! आणि मग कोणीच लावला नाहीतर, मग भांडे कोण घासणार? मग काम कोण करणार?
मग मम्मीलाच करावं लागायचं. <chuckles>
अरे, मग काय आयडिया कामाला आले नाही मग?
आ मम्मी जास्त नाही बघायची ना मोबाईल. पण बाकीच्यांसाठी ठेवला होता. मम्मी मम्मी एवढी नाही यूज़ करायची कारण, की मम्मीचा अख्खा दिवस कामातच जायचा. हां
हं, हं, हं. मग या डिजिटल डिटॉक्ससाठी, तुम्ही सर्वच ॲप बंद करता का काही चालू ठेवता?
अ, नाही, कारण की कोणकोणते ॲप आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. आपले कामं त्याच्यावर असतात. जसे की आपल्याला अ, अ, मेसेज असतात आपले, जे बँकेचे वगैरे आपल्याला मेसेज येत राहतात. कारण, ते पण आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत. ओ-टी-पी वगैरे येतात, कोणी आपल्यासोबत फ्रॉड नग न नाही करण्यासाठी त्यामुळे म्हणजे Instagram, Facebook
जसं की? हां, हां. त्यांचे नोटिफिकेशन तुम्ही बंद नाही करत.
हां. Instagram, Facebook, Snapchat, हे जे फा म्हणजे नाही का जिथं आपला वेळ वाया जातो ना, त्या ॲपचे मी नोटिफिकेशन ऑफ केले.
म्हणजे तुम्ही अ, सोशल मीडियापासून दूर अ, राहायचा प्रयत्न करता. आणि मग कशाप्रकारे करता? मग तुमचे असे फ्रेंड वगैरे म्हणत नाही का? अरे कुठे आहेस, ऑनलाईन दिसत नाही आहे?
हां. आणि की त्यामध्ये अ म्हणतात खूप जणं सर्वजण. मग, मी त्यांना सांगते की नाही असं-असं चालू आहे माझं असं-असं क्लास चालू आहे, हे चालू आहे. कारण, की स्वतःला टाईम घालवण्यासाठी मग मी त्यांना भेटायला जाते. म्हणजे मोबाईलवर न बोलता मी त्यांना भेटायला सुरुवात केली आहे आता. म्हणजे आपण थोडंसं घराबाहेर राहून जरा थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवला ना, की आपल्याला पण छान वाटतं. आणि मग दुपारच्यानंतर पण मला जेवताना पण सवय होती, नाही का मोबाईल घेऊन बसायची. हां तर अ
अच्छा! अरे वाह! खूपच छान. नक्कीच, नक्कीच. आणि मग तुम्ही हा डिटॉक्स करताना, तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी सर्वात जास्त तुम्ही मिस करता?
हं. अ, डिटॉक्स करताना सगळ्यात जास्त म्हणजे सोशल मीडिया खूप मिस करते मी. <chuckles> कारण, की आजकाल सगळ्यांना एवढा क्रेज झाला आहे ना, सोशल मीडियाचा, की त्याशिवाय राहू नाही शकत. त्यासाठी मला आहे ना 2 आठवडे गेले ते सवय मोडण्यासाठी. म्हणजे असे नोटिफिकेशन बंद होते ना. मी सारखं असं मोबाईलला हात लावायचे, नाही का, हां. नोटी म्हणजे का दिसत नाहीये, का दिसत नाहीये? मग थोडंसं आणि मग नंतर मी काय केलं, मोबाईलला एक स्क्रीन टाईम लावला. स्क्रीन टाईम म्हणतो ना आपण, की एवढ्या, एवढ्या वेळाने ऑटोमॅटिक मोबाईल ऑफ होऊन जाईल.
<chuckles> ओह! हां, हां, हां. काय केलं? हां, हां. अरे वाह!
हां. तो ॲप बंद होऊन जाईल. तसं मी त्याला स्क्रीन टाईम लावला. म्हणजे ते एक पद्धत मी वापरली आणि मग मला रात्रीची पण सवय होती मोबाईल घेऊन बसायची. मग तेव्हा मी काय केलं मला थोडीशी कला अ, ड्रॉईंगची वगैरे आवड होती. तर मी त्यावेळेस ड्रॉईंग काढणं किंवा काहीतरी ॲक्टिव्हिटी करणं म्हणजे काहीतरी म्हणजे नाही का अ, आर्ट करणं, बनवणं त्या गोष्टी मी मग करायला लागली.
हं, हं. अच्छा. मग त्यानंतर तुम्ही त्या गोष्टी करायला लागल्या?
हां. त्या गोष्टी करायला लागली म्हणजे वे आपण त्यापासून कसं डिटॉक्सपासून दूर राहिला पाहिजे? त्यासाठी मी या गोष्टी करायला लागले. आणि थोडं मग अ, कधी-कधी मग नाही का अ, खूप प्रमाणात अस मोबाईल वापर होतो ना, मग आई म्हणायची अ, मोबाईल बघू नको, तू काय कर, तू मला स्वयंपाकात मदत कर. म्हणजे तुझं मोब हां स्वयंपाक करण्यात मम्मीला हेल्प केली ना म्हणजे कसं मोबाईलपासून आपण दूर राहतो ना.
अरे वाह! स्वयंपाकात? हां नक्कीच, ही चांगली युक्ती आहे स्वतःला गुंतवून ठेवणं.
हां, हो. स्वतःला गुंत आणि त्यामुळे कसं स्वयंपाकात पण आपल्याला छान अ, बनवता येतं, शिकतो आपण नवीन-नवीन पदार्थ पण आणि टाईम कसा जातो ते समज समजत पण नाही.
हो. नक्कीच, नक्कीच. आणि मग तुम्ही हा डिजिटल डिटॉक्स केला सुरू. त्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल किंवा फायदे दिसू लागले?
हो. हां. त्यामुळे जो मला त्रास होत होता, डोक्याचा, म्हणजे डोकं खूप दुखायचं तो माझा त्रास कमी झाला आणि डोळ्यांमधून पण माझ्या असं पाणी यायचं तर अ, ते पण अ, डॉक्टरनी औषध दिलं होतं अ, पण त्यानी पण राहिलं. पण मोबाईलचा कमी वापरामुळे त्यानी पण मला ते आराम मिळाला आणि आपलं जो मेंटल हेल्थ हेल्थ म्हणतो ना, जे आपलं अ, आपण म्हणतो एखाद्यामध्ये आपल्याला नाही का डोकं चालवायचं असतं, की ह्या गोष्टी पटकन कॅच करायचं, बुद्धी म्हणतो. ती पण अशी जरा कमी होते त्यामुळे तर त्या गोष्टी मला समजायला लागले की आपण मोबाईलचा कमी वापर केल्यामुळे आपलं त्यामध्ये पण जरा अ, सुधारणा झाली आहे.
अच्छा! हां, हां. वाह! हो. नक्कीच. हां. बुद्धीमध्ये पण म्हणजे मेमरी वाढली तुमची?
म्हणजे मेमरी वाढली आहे. हो, मेमरी वाढली आहे.
वाह! खूपच छान. आणि मग तुम्ही हा डिजिटल डिटॉक्स जो आहे
हं.
तो पूर्ण दिवस करता का, असं काही ठराविक काळ करता?
अ, अ, पूर्ण दिवस तर शक्य अ, शक्य होत नाही. अ, मग जेव्हा-जेव्हा म्हणजे सकाळी, जेवताना, रात्री, असं जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा करते. कारण की बाकीचा टाइम कॉलेज स्कूल त्यामध्ये जातो. त्यामुळे अ, जास्त प्रमाणात नाही. फक्त आता असं ठरवलं आहे, की फक्त दिवसातून 1 किंवा 2 तासच मोबाईल वापरायचा आणि बाकी वापरायचा तर फक्त कॉलिंगसाठी किंवा इमर्जन्सीसाठी.
हो. नक्कीच, नक्कीच. म्हणजे अ, म्हणतात ना तुम्हाला अ, डिजिटल डिटॉक्स करताना जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला अ, मेमरी वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटायला लागल्या आणि अजून काही असं आहे का, मग तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला असं खोल बदल जाणवायला लागले?
हं. अ, खोल बदल असं म्हणजे, हां त्या म डि डिजिटल डिटॉक्स करती ना, तेव्हापासून मी स्वतःला ओळखायला शिकली आहे. स्वतः अ, स्वतःमधले आतले जे आपले कलागुण आहेत ते माझ्या बाहेर यायला लागलेत, म्हणजे आपण म्हणतो ना, स्वतःला आर्ट आपण कोणत्या गोष्टीत आपण चांगलं आहे, ते समजायला लागले मला, म्हणजे एवढे दिवस नाही का मोबाईल घेऊन बसायचं. हां आणि मोबाईलमुळे अ, प्रॉब्लेम काय व्हायचा? इंग्लिशमध्ये खूप अ, म्हणजे आयतं भेटतं ना, त्यामध्ये सगळं आपल्याला टायपिंग वगैरे Google फॉन्ट, तर अ, असं नॉर्मल कधी लिहिला गेले ना, तर इंग्लिश स्पेलिंग चूक, मिस्टेक व्हायला लागल्या होत्या माझ्या. खूप हां, कारण की स्पेलिंग मिस्टेक आणि ते ऑटोमॅटिक अ, स्पेलिंग अ, राईट होऊन येते ना, तर आपण काय करतो डायरेक्ट तेच क्लिक करतो. तर हां, मग त्यामुळे माझं ना, ते पण माझी सवय खूप म्हणजे हे झाली होती, की आयतं तर मी जेव्हा लिहायला रायटिंग जेव्हा करायचे, तेव्हा मला स्पेलिंग चुकायच्या किंवा काय व्हायचं, तर ते मोबाईल बंद केल्यामुळे, मग माझी स्मरणशक्ती वाढली, मग परत ते मला नॉर्मल झालं.
अच्छा! हां, हां, हां. वाह! हो, हो. अच्छा! स्पेलिंग मिस्टेक पण व्हायला लागल्या? वाह! खरंच. नक्कीच. आणि मग तुम्ही हा म्हणता ना, सगळ्या गोष्टीचा फायदा झालाच आहे. पण या फोनपासून दूर राहिल्यावर तुम्ही स्वतःशी किती प्रामाणिक राहू लाग लागला?
हं. अ, मी अ, स्टार्टिंगला तर प्रामाणिक नव्हते एवढी, कारण की मधी-मधी वापरायचे, पण 1-2 आठवड्यानंतर जरा स्वतःला अ, साव हे केलं मी की नाही, आता आपल्याला थोडंसं मोबाईलपासून दूरच राहिला पाहिजे आणि त्यासाठी जरा मम्मीची मदत घेतली. म्हणजे मम्मी जरा ओरडली ना, मग तो मोबाईल माझ्या हातातून सुटायचा आणि अशा गु हां. आणि अशा आर्ट, अ, मेहंदी काढणं वगैरे, असं काहीतरी टाइमपास करणं दुसऱ्यांसोबत. अ, म्हणजे आपले मैत्रीण वगैरे असतात ना, मग त्यांच्याशी गप्पा मारायला जाणं किंवा घरात अ, मम्मीला मदत करणं, घरातली कामं करणं. अशा गोष्टी मी करायला लागली. अ, म्हणजे आणि एक्स्ट्रा स्टडी करणं, त्या मोबाईलच्या व्यतिरिक्त, नाही का.
हं, हं. हां. नक्कीच. अरे, वाह! हो, हो. खूपचं छान. अच्छा! ए ए एक्सट्रा स्टडी म्हणजे काय?
अ, म्हणजे आपला रोजचा, असं आपलं ठरवतो की स्कूलमधून, कॉलेजमधून आलं, की आपण असं 2 तास अभ्यास करणं, आपलं होमवर्क वगैरे कम्प्लीट झाला, तर आपण तेवढंच बास करतो. पण ते न करता अजून 1-2 तास आपण त्या अभ्यासाला देऊ, म्हणजे अजून आपला चांगला सराव होतो. मग त्या गोष्टी मी तशी करायला लागली.
हो, हो, हो. खूपचं छान आहे. जसं तुम्ही म्हणाला, की तुमच्या मैत्रिणीसोबत तुम्ही गप्पा मारता, नाही का? मग तुम्ही अ, त्या मैत्रिणींना सुद्धा डिजिटल डिटॉक्स करायला शिकवता का? का सांगता बाकीच्या मैत्रिणींना?
हो. हो, मी तिला सांगते अ, हो, मी तिला सांगते, की तू पण नाही का, असं की नोटिफिकेशन बंद करून ठेव, अ, असं एक मोबाईलला टाईम लिमिट लाव आणि स्वतःचे काहीतरी म्हणजे वेगवेगळे क्लासेस वगैरे लाव, म्हणजे तुझा मोबाईलचा वापर कमी होईल. तर आईला मदत कर, म्हणजेच घरातली पूजा वगैरे, नाश्ता वगैरे तू करत जा. म्हणजे जरा स्क्रीन टाईमपासून तू रा लांब राहील, नाही का? हां. आणि काहीतरी अशा ॲक्टिव्हिटी तू स्वतःमध्ये कर, म्हणजे काही पण स्विमिंगचा क्लास कोणते पण ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता, म्हणजे या गोष्टीपासून तुम्ही दूर राहाल. आणि रात्री जर तुला नाही काही आर्ट करायचा असेल, तर तू वॉकिंग करू शकते, पुस्तक वाचू शकते अश हां. हां, तर त्या गोष्टी पण करून आपण अ, हे करू शकतो. कोणाकोणाला ना, डायरी लिहायची पण सवय असते. तर मी त्यांना तसं मी सजेस्ट करते, की नाही तुम्ही थोडं रायटिंग करा. मी पण कधी-कधी वेळ मिळाला ना, मग एखाद्या छोटे-छोटे जोक्स किंवा अ, असे काही ना काही लिहीत असते किंवा एक दिवसभरात काय झालं. आता मला पण हो. आता मला जरा सवय लागली आहे, आता झाले खूप दिवस बंद करून, तर असं छान, म्हणजे काही ना काही लिहायचं. आज दिवसात काय झालं किंवा मला आज हे नवीन कळालं, ह्याच्यापासून हां. ह्या गोष्टी मला आता करते आहे मी.
अच्छा! हो. नक्कीच अ, लांब राहील. हां. हो, हो, हो. नक्कीचं. छान आयडिया आहे ही. हो. खूप छान. अच्छा! लिहिता का तुम्ही ते मग? हो. खूपच भारी आहे हे. आणि मग तुमची मैत्रिणींनी ते ऐकलं का तुम्ही एवढं सजेस्ट केलं तिला?
हां. म्हणजे तिनी अ, अ, एवढं हे बघा लगेच कोण काही ऐकणार नाही. थोडं-थोडं तिनी म्हणजे नोटिफिकेशन वगैरे ऑफ केले. त्यामुळे ती पण जरा जास्त सोशल मीडियावर ऑन नसते. पण होईल तिच्यामध्ये पण बदल होईल.
हां. हो. अ, नक्कीच होईल. जर तुम्ही केला आहे म्हणल्यावर त्यांच्यात पण बदल होणं गरजेचंच आहे आणि होईलच. मग या डिजिटल डिटॉक्सने तुमच्या क्रिएटिविटीमध्ये काही असा बदल झाला आहे का?
हो. हो. खूप झाला आहे. मी पहिल्यापासून आत्ता खूप चांगली क्रिएटिविटी करती आहे. म्हणजे नाही का, ते सोडून मी वे अजून व्यतिरिक्त आणि त्यामुळे माझा ना एक बिझनेस सेट झालाय. अ, मला ना असं ड्रॉइंग आर्ट हां ड्रॉइंग आर्ट खूप आवडतं. तर मी त्याचे असे अ, आता इन्व्हिटेशनसाठी असे आता कर्टन्स निघालेत असे शॉर्ट. नेमिंग सेरेमनीसाठी किंवा बेबी शॉवरसाठी. तर मग त्यांना मी तसे कटआउट्स वगैरे बनवून देते. अ, हँडपेंट करून किंवा क्लोथवर प्लेंट करून फॅब्रिक पेंट करून. तर तो टाईम त्यामध्येपण माझा निघून जातो.
हां, हां. कसं काय? बिसनेस? हो. अच्छा! वाह! खूपच छान. अरे वाह! मग तिच्या ऑर्डर कशा घेता तुम्ही?
त्यामुळ असं हां. हां. मी असं अ, त्याच्या ऑर्डर मी अ, प प पब्लिसिटीपण केली आहे आणि सोशल मीडियावर फक्त त्यासाठी फक्त ते मी पोस्ट वगैरे टाकते आणि त्यानुसार मला कॉलवर फोन येतात. आणि मग मी त्यांच्या ऑर्डर घेऊन त्यामध्ये माझं 2-3 तास तसेच निघून जातात.
हां, हां. ओह! अच्छा म्हणजे तुम्ही नंबर ठेवलाय की जेणेकरून तुम्हाला सारखं-सारखं ते Instagram ओपन करायला नको लागायला?
सारखं हां, हां. मग मला तिथून त्यांचे कॉल येतात. मग ते ऑर्डर देतात. मग तिथून माझा एक इन्कम सोर्सपण वाढला आहे त्यामुळे.
नक्कीच. खूप छान. आणि शेवटी असं विचारायला गेलं तर तुम्हाला अ, म्हणतात ना की अ, एक चालता फिरता किंवा एखादा अ, प्रेरणास्थान म्हणून तुम्हाला कोणाला बघायचं आहे डि डिजिटल डिटॉक्समध्ये? तुम्हाला कोणाला बघायला आवडेल?
माझ्या वडिलांना. <chuckles>
का? ते नाही करत का?
अ, त्यांचा कामाचा व्याप एवढा आहे की त्यांना मोबाईल अ, बघायला नाही का टाईमच नाही आणि ते म्हणतात, की मोबाईल हे एक वा अ, नाही का आपलं वेळ वाया घालवतं. काहीतरी अशा जागी आपण आपलं डोकं लावायला पाहिजे की आपल्याला ते पुढे नेईल, प्रेरणा देईल. तर त्यांना मला एक नाही का हं.
हो. नक्कीच. खूप छान सांगतात ते. हां नक्कीच आणि खरंच खूप चांगल्यारीती सांगितलं, की तुम्ही कसं तुमचं ड्रॉईंग वगैरे चांगलं क्रिएटिविटी केलं. दुस मैत्रिणीला पण सांगितलं की अ, डिजिटल डिटॉक्स करत जा आणि कसं तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न केला. कधी-कधी थोडी चीटिंग केली. पण अ, केला तुम्ही डिजिटल डिटॉक्स आणि त्यांनी तुमचं म्हणतात ना, डोकेदुखी थांबली मेन करून आणि खूप छान वाटलं आहे सगळं आपलं ऐकून. खूप-खूप धन्यवाद.
खूप-खूप धन्यवाद.